मला असं विचारायचं आहे, की 1 बुक किंवा कादंबरी, जेव्हा फिल्मच्या रूपामध्ये आपल्याला पाहायला भेटते. तर त्यावेळेस असं काय नेमकं वाटतं? की बाबा काय याच्यातून नेमकं त्या कादंबरी किंवा त्या पुस्तकातलं काय गमावलं गेलंय? ते पिक्चरमध्ये रूपांतर झाल्यानंतर, फिल्म बनल्यानंतर काय वाटतं तुम्हाला?
अ, खरं तर कादंबरी आणि चित्रपट ह्या एकदमच अ, वेगवेगळ्या अ, काय म्हणूयात कलाकृती आहेत, खरं तर. अ, पुस्तक हे जे असतं खूप अ, डिटेलनी लिहिलेलं असतं आणि त्याच्यामध्ये एक लेखकाचीच बुद्धी असते, एक लेखकाचाच अ, दृष्टिकोन असतो त्यामध्ये, ते पूर्ण कादंबरीमध्ये आणि जेव्हा तो चित्रपट त्याच होतो, तेव्हा अ, त्याला एक वेळेची मर्यादा असते. कादंबरी कितीही मोठी असू शकते, नाही का? म्हणजे अ, 100 पानांपासून तर 1000 पानांपर्यंतही ती असू शकते. पण चित्रपट म्हटला की तुम्हाला ते 2-3 तासामध्येच तो अ, कंप्लीट करावा लागतो. त्यामुळे बऱ्याचशा गोष्टी अ, मुख्य कादंबरीतून एडिट कराव्या लागतात किंवा त्याचे काटछाट करून त्याचे संवादातून किंवा कधी-कधी एखादं पात्र पण ते बाजूला करून टाकतात. असं ते अ, सिनेमॅटिक लिबर्टी असं त्यांचा नाव देतात ते लोकं आणि ते करतात. ते व्यावसायिकदृष्ट्या गरजेचंही असतं आणि प्रॅक्टिकली ते ॲज इट इज कादंबरी तसं करणं हे शक्य नसतं. पण त्यातला गाभा जाऊ नये याची काळजी त्या निर्मात्यांनी, दिग्दर्शकांनी नक्की घ्यावी, असं मला नेहमी वाटतं.
अगदी बरोबर. अगदी बरोबर. फार महत्त्वाचा मुद्दा आहे. अगदी बरोबर सांगितले तुम्ही फार अ, एकदम महत्त्वाचे मुद्दे मांडलेत, की नाही खरंच एक काहीतरी एक त्याला एक नियम असतो. काहीतरी 3 म्हणजे फार कमी वेळात दाखवणं आणि ती कादंबरी जसं तुम्ही सांगितलं कितीही मोठी असू शकते, किती त्याला काही मर्यादा नाही. मग अशा वेळ अशावेळेस काय होतं ना, की मग आपलं जे लेखकाचा आवाज आहे किंवा मग जे पात्र त्याच्यामध्ये जे घेतले गेलेले आहेत, त्या सिनेमामध्ये घेतले गेलेले आहेत. मग तेव्हा असं काही कमी पण, जाणवतं का? किंवा मग असं काही वाटतं का, की अजून भरदार ते झालं असतं किंवा मग इथं काही चूक झाली बाप लेखकाची. काय काय स्पष्टीकरण असतं तुमचं ह्या बाबतीत?
हो. मर्यादा आहे. बरोबर. हं, हं. नाही. मला असं वाटतं, की एक उदाहरण अ, आपण बोलूयात एका उदाहरणावरती म्हणजे आपल्याला थोडंसं असं क्लिअर होईल, तर अ, शरदचंद्र चट्टोपाध्याय नावाचे एक अ, बंगाली लेखक होते. अ, जे खूप पूर्वीचे होते मला वाटतं 60s च्या 50-60s च्या काळातले होते किंवा मागच्या अ, शतकातले असतील ते, अ, एक्झॅक्ट त्यांची मला डेट नाही माहिती ते हयात असतानाची. तर त्यांनी कादंबरी लिहिली होती देवदास नावाची. देवदास नाव हं. नावाच्या कादंबरीवरती आत्तापर्यंत माझी माहिती प्रमाणे 3 चित्रपट झालेले आहेत. देवदास नावानेच, एका चित्रपटामध्ये अ, के. एल. सेहगल नावाचे जे गायक होते, ज्याचे अ, किशोर कुमार आणि मोहम्मद रफी यांचे इन्स्पिरेशन जे होते के. एल. सेहगल त्यांनी त्यामध्ये काम केलेलं होतं. "एक बंगला बने न्यारा" कधी ऐकलं असेल तुम्ही. त्यातलं ते एक हं. त्यातलं ते हो, त्यातलं ते जे के. एल. सेहगल साहेब आहे, हा त्यांचा आवाज होता. ते त्यांची स्टाईल होती त्यांनी सिनेमामध्ये आणलेली. त्यानंतर मग चित्रपट बनला पुन्हा एकदा अ, देवदास त्यामध्ये दिलीप कुमार होते. आणि पुन्हा एकदा अलीकडे बनला त्यामध्ये शाहरुख खान होता.
फारच छान. अरे वाह! हो, हो. ऐकलेलं आहे मी जुनं, फार जुनं गाणं आहे ते. हं.
असं ते, तिन्ही चित्रपट एकाचं कथेवर बनलेले आहे. पण तरीही तिन्ही चित्रपटांमध्ये खूप फरक आहे. कादंबरी तीच, दिग्दर्शक वेगवेगळे आणि गाभा तोच, तरी चित्रीकरण वेगळं, प्रस्तुतीकरण वेगळं, अ, त्यातली गाणी वेगळी, त्यातले संवाद वेगळे, पण गाभा तोच. म्हणजे कधी-कधी अ, कादंबरी करताना एक अ, नव्या स्वरूपात पण आपल्याला ते बघायला मिळतं. किंवा काळ जसा-जसा बदलत जातो तसं-तसं त्या कादंबरी नव्याने ती सादर होत जाते, असं मला वाटतं. आणि ते ह्या ह्याच्या ह्या माध्यमातून आपल्याला लक्षात येतं, की तेव्हापासून आत्तापर्यंत ते 3 वेळा तयार झाला चित्रपट. पण तिन्ही चित्रपट असं वाटतं वेगळे आहे. तरी गाभा मात्र एकच आहे, असं मला वाटतं.
हं. नाही, अगदी अ, छान पद्धतीने सांगितलं तुम्ही. मला एक विचारायचं आहे, की मग अशा वेळेस जेव्हा आपण एखाद्या कादंबरीचं सिनेमामध्ये रूपांतर करण्याचं ठरवतो, तर सुरुवातीला नेमकी काय पावली घेतली काय पावले उचलली जातात? किंवा काय असत ना, की मग आता बऱ्याच वेळा मला असा अनुभवायला भेटतं की जेव्हा काही एकदा एखाद्या ट्रू इव्हेंट्सवर का कश्यावर ते चित्रपट बनतात. किंवा ज्या सोर्सच्या आधारे, ज्यांच्या आधारे ती माहिती आपल्याला भेटलेली आहे त्यांना अगोदर तो सिनेमा दाखवला जातो. मग त्यांचे ओपिनियन घेतले जातात. मग काही भाग ठेवायचा किंवा काही कट करायचा मग त्यावेळेस ते ठरवलं जातं. मग अ, असंच काही या कादंबरी बद अ, कादंबरीचं जेव्हा स सिनेमात रूपांतर करतो असंच काही त्याच्यासोबतही होतं का?
हं. हं. अ, लेखक जर हयात जर असतील आणि त्यांनी जर असं अगदी, अं, तो चित्रपट, म्हणजे ती कादंबरीचे मी चित्रपट करणार, याचे हक्क त्यांना त्यांच्याकडून विकत घ्यावे लागतात, नाही का? <clears throat> तेव्हा त्यांनी त्या क्लॉजमध्ये जर त्यांनी टाकलेलं असेल, की हा चित्रपट बनल्यानंतर अ, मला तो दाखवणं अनिवार्य आहे आणि त्यातले काही बदल जर असतील, ते मी सुचवल्यानंतर ते करणं तुम्हाला अनिवार्य आहे, अशी जर अट असेल, तर मग ते अ‍ॅप्लिकेबल आहे. अन्यथा मग अ, अं, लेखकाने ते लिहिलेलं आहे आणि दिग्दर्शकाने ते दिग्दर्शन करताना अ, सिनेमॅटिक लिबर्टी घेऊन तो अ, ती कलाकृती तो त्याच्या पद्धतीने मांडतो. कारण बेसिक म्हणजे या दोघांमधला फरक आहे, की अ, जे
अच्छा.
अ, कादंबरी आहे, हे अ, शब्दांचं माध्यम आहे आणि चित्रपट आहे, हे चित्रांचं माध्यम आहे. तर शब्द वाचताना आणि चित्र बघताना, हा फरक जाणवलाच, कारण कादंबरी जर आपण वाचत असू, तर एखादं पात्र मला अमिताभ बच्चनसारखं वाटेल, तुम्हाला राजेश खन्नासारखं वाटू शकतं.
अगदी बरोबर.
म्हणजे पुस्तक वाचताना, पण जर मी तो चित्रपट घेतला आणि त्याच्यामध्ये राजबब्बरला हिरो जर केलं तर प्रेक्षकांना तो राजबब्बर म्हणून स्वीकार करावा लागतो. इतका फरक आहे त्यामध्ये. म्हणजे शब्द लिहिताना, लेखकांनी लिहिलेलं असतं, प्रत्येकजण आपल्याप्रमाणे त्याचं इमॅजिनेशन करतो आणि चित्रपट जो असतो, दिग्दर्शकांनी जे दाखवलंय, तेच तुम्हाला अंतिम सत्य मानून चालावं लागतं. असा फरक येत, दोन्ही अ, माध्यमांमधला खरंतर, असं मला वाटतं.
हं, नाही अगदी बरोबर सांगताय तुम्ही. मला एक विचारायचं आहे मग, की आता आपण जेव्हा हे रूपांतर करतो, बरोबर? तर मग असं कोणती टेक्नॉलॉजी आपण असं वापरली पाहिजे किंवा मग अशा काय गोष्टी आपण केल्या पाहिजेत? जेणेकरून काय आहे ना, की ते कादंबरीचं जे मूळ कथा आहे, त्याचा काय म्हणतात, तो आत्मा जपता येईल आपल्याला किंवा मग ॲक्चुअल तो कादंबरी काय आहे ना, तर कादंबरीचं जे फ फील आहे महत्त्वाचं म्हणजे, ते कुठं ना कुठं त्या चित्रपटामध्ये पूर्णपणे आलं पाहिजे. क काय वाटतं?
हं, हं. हां. हं, हं. हो, हो. हो, असं झालं तर पाहिजे. पण म्हणजे जर तुम्ही जर काही जुने सिनेमे बघितले ना, अ, म्हणजे त्यातला एक सिनेमा आहे, वारणेचा वाघ म्हणून आहे. अण्णाभाऊ साठेची कादंबरी होती, वारणेचा वाघ, नावाची. तर त्यावरती चित्रपट ब्लॅक एंड व्हाइट चित्रपट आहे तो, तो खूप छान चित्रपट बनला होता आणि त्यावरती अ, जशी कादंबरी आपण वाचतो तसाच तो, सिनेमाही दिसतो. असं माझं मत आहे. हं, तर मला तसं तसल्या तसंच ते छान वाटलं होतं. एका दरोडेखोराची ती कथा आहे. म्हणजे सो कॉल्ड दरोडेखोर होता तो. म्हणजे अ, त्याला म्हणजे तो काय, रॉबिनहुड होता तेव्हाचा, असं म्हटलं तरी हरकत नाही. हां, वारणेचा वाघ. वारणा नावाची नदी आहे त्याच्या आसपास तो राहायचा आणि ते सगळं मग खबरी देऊन त्याचा मर्डर झाला किंवा त्याला फसवण्यात आलं वगैरे-वगैरे सगळं अशी ती कथा आहे. तर अ
अरे वाह! अच्छा. अरे वाह! <chuckles>
तर ती कथा कादंबरी होती. ती ॲज इट इज वाटते मला त्याच्यामध्ये खूप काही बदल केलेला वाटत नाही. आणि हल्ली जर म्हणाल तर सुहास शिरवाळकरांची कादंबरी होती दुनियादारी, अ, त्याच्यावरती दुनियादारी नावाने एक चित्रपट आला. अ, पण त्याचा एंड त्यांनी बदलला होता त्यातली काही पात्र होती. अ, कादंबरी जर तुम्ही वाचाल तर ती अगदीच वेगळी आहे. अ, काही तिकडचे संदर्भ जे दिलेले आहेत ते फार छान दिलेले आहेत. अगदी डिटेलमध्ये दिलेले आहेत. ते इथं थोडेसे अ, चित्रपट करताना थोडेसे वरवरचे वाटतात आणि एंड खूपच वेगळा आहे. त्यात अ, कादंबरीमध्ये कोणाचंच प्रेम सक्सेस होत नाही. पण अ, चित्रपटामध्ये ते एक सक्सेस होतं पण तो अर्ध्या वाटेवर अ, निघून जातो तिला सोडून. म्हणजे मरून जातो जग सोडून निघून जातो, असं ते आहे ते. तुम्ही जर बघितला असेल चित्रपट तर माहिती असेल तुम्हाला अ, दुनियादारी.
मग? अच्छा. अ, नाही बघितला आहे मी तो. आवडला मला तो.
हां तर त्यामध्ये तो श्रेयस नावाचं जे कॅरेक्टर स्वप्नील जोशीचं तो एंडला मरून जातो तर कादंबरीमध्ये मरत नाही तो. तो त्याच्या शहरात निघून जातो. त्याच्या गावी निघून जातो. त्याची राहणीमा वगैरे असते. आठवत असेल तुम्हाला तो प्रियकर भेटतो आईचा तिच्या त्याचा आईचा आणि तो रेल्वेमधून पडतो. अ, संदीप कुलकर्णींनी त्याचा मला वाटतं रोल केलेला होता तो. तर ते
हो. हो, हो. रेल्वेमधून, हां.
ते भेटतो तो, तो काय मरत वगैरे नाही. तो भेटतो त्याला मग त्याच्या लक्षात येतं की आपल्या आईचा तो अ, जुना लवर आहे, प्रियकर आहे आणि अ, जो त्याची जी अ, ती गर्लफ्रेंड असते, तर तिला तो सोडून निघून जातो ती वेगळीकडे लग्न करतो, हा वेगळीकडे लग्न करतो. अ, जो दिग्या असतो दिग्याचं पण प्रेम सुरेखाबरोबर प्रेम जुळतच नाही कधी. पण तो ही हां. तो ही दुसरीकडे लग्न करतो. असं सगळेजण, आपापल्या मीनू पण दुसरीकडे लग्न करून घेती. सगळेजण आपापल्या जागी वेगवेगळ्या ठिकाणी सेटल राहतात. कोणाची अ, त्यामध्ये लव स्टोरी सक्सेस होत नाही अशी त्या मूळ कादंबरीमध्ये असं आहे.
प्रियकर आहे. हो ते होतच नाही ते.
पण चित्रपटामध्ये मग ते सगळे भेटतात वगैरे ती सगळी सिनेमॅटिक लेबल अ, हं, काय म्हणतात त्याला, ती घेतलेली सिनेमॅटिक.
अ, मला याच्यावरच विचारायचं आहे, की मग अ, याला बऱ्याच वेळेला असं होत नाही की तुम्ही फार छान पद्धतीने समजावलं मला. पण याच्यावर मग असं होतं, बऱ्याच वेळा काही चित्रपट बनलेले असतात. तुम्ही जसं सांगितलं, की ते तंतोतंत नसतं. त्यांच्यामध्ये चेंजेस केलेले असतात. मग त्यावेळेस काय होतं की इन्स्पायर्ड बाय?
हां, हां. हो, हो. हां.
असं लिहून येतं इन्स्पायर्ड बाय की ह्या ह्या पुस्तकावर हे, आधारित आहे. किंवा मग थोडं मिळत-जुळतंय असं ते उल्लेख करतात.
हो, हो, हो. हो, हो. हो, हो. हो, हो.
तोच प्रकार ना हा नेमका?
अ, नाही, अ, बेस्ड ओन ट्रू इव्हेंट्स असं लिहिलेलं असतं. म्हणजे सत्य घटनेवरती आधारित आहे. पण आम्ही अ, सिनेमॅटिक लिबर्टी घेतलेली आहे. अ, कादंबरीच्या बाबतीत तसं नाही लिह लिहिलं जात. कादंबरीच्या बाबतीत असंच लिहिलं जातं यावरती आधारित आहे.
अच्छा.
या कादंबरीवर आधारित. म्हणजे ही कादंबरीच आहे पण त्याचं थोडंसं आम्ही अ, सिनेमॅटिक पद्धतीने चित्रण केलं आहे. सगळीच्या सगळी आम्ही पूर्ण एकत्र दाखवू शकत नाही म्हणून तो, थोडंसं त्याला एडिट केलेलं आहे त्या कादंबरीला आणि तुमच्यासमोर सादर केलेली आहे. पण त्याच्यामध्ये अ, बदल करायचा नसतो, आत्मा तोच ठेवायचा असतो, जसं तुम्ही मला मगाशी म्हणालात तसं आत्मा तोच ठेवायचा असतो. पण त्याला कॉम्पॅक्ट करायचं असतं. तेवढ्या ह्याच्यात किंवा खूप जास्त सीन असले, तर मग एका गाण्यामध्येच लहानचा मोठा होतो ना हीरो. तसं काहीतरी तुम्हाला कोलाजमध्ये किंवा
अच्छा. अ. हो, हो. दाखवतात. नाही नाही ते सांगितलं ना तुम्ही सुरुवातीलाच तिथे एक मर्यादा असते. तिथं की तेवढ्या वेळेत 3 तासाच्या आत तो पूर्ण कॅरेक्टर्सही दाखवायचा आहे. सगळं आणि खरंच हे चॅलेंजिंग रोल आहे. फारकी एवढी मोठी 100-1000 पानाची 100 पानाची कादंबरी तुम्हाला 3 तासात दाखवायची आहे. आणि
हां, मर्यादा नसते ना. तेवढ्या वेळेत करायचे तुम्हाला. सगळं करायचं. चॅलेंजिंग आहे ते. कादंबरी तुम्हाला 3 तासात दाखवेल. हे चॅलेंज आहे आणि ते स्किल लागतं ते दिग्दर्शकाचं खरं तर. अ, सोपं काम नाही आहे. ते ही अवघडच काम आहे. लोकांना बोलायला काही वाटत, वाटत नाही. पण ते आहे. अवघड काम आहे ते. असं मला वाटतं.
खरंच. अगदी. अगदी बरोबर. आणि हल्लीच्या वयाच्या ना, अ, काही पुस्तकं आहेत त्यांच्यावर बरेच काही याचे अ, हल्लीमध्ये पिक्चर आली होती. चेतन भगत एक लेखक आहेत, त्यांच्या बऱ्याच पुस्तकांवर पिक्चर आले होते. काही एकून बघितले का तुम्ही कसं वाटलं त्यावेळेस?
हां. हो, हो. हो, हो. बरोबर, बरोबर. हो, हो. येस, येस. काय पो चे नावाचा एक सिनेमा आला होता त्यानंतर अ, हां काय पो चे नावाचा सिनेमा होता खूप सुंदर होता तो. आणि अ, काय एक अ, अर्जुन कपूरचंपण होतं अ, लग्नावरती तो अ, एक होता. आता टायटल नाही आठवत मला.
हो, फार सुंदर. ओह 2 स्टेट्स, 2 स्टेट्स.
2 स्टेट्स नावाचा एक सिनेमा होता तो. वेगवेगळ्या अ, ह्याच्यामधली ती पण कादंबरीवर आधारित होता. पण ते सिनेमे ॲज इट इज होते.
बरोबर ना? कल्चरमध्ये असतात ते. हं. अच्छा.
त्या त्या सिनेमांमध्ये कादंबरी जशी लिहिली गेली होती, तसंच होतं. अ, तसल्या तसंच ठेवलेलं होतं. असे पण उदाहरणं आहेत की काय काय ॲज इट इज ती कादंबरी होती आणि तसल्या तसे सिनेमे झाले. हे 2 जे उदाहरणं आहेत काय पोचे आणि हे, काय पोचे पण दुसरंच नाव आहे काहीतरी त्याचं खरंतर त्या कादंबरीचं नाव आणि इंग्रजीमधल्या कादंबऱ्या त्या हिंदीमध्ये भाषांतर करून, मग त्याचे हिंदी सिनेमे केलेले आहेत. त्यामुळे खूप जास्त काही त्यांना त्याच्यामध्ये बदल करता आला नाही आणि ते सिनेमाची खरी जान ती कथाच होती. त्यामुळे जर कथेमध्ये जर काही त्यांनी बदल केले असते, तर जेवढे ते सिनेमे चालले, तेवढेही चालले नसते, असं मला वाटतं.
टू स्टेट्स. <chuckles> तर बरोबर, अगदी बरोबर. पण बऱ्याच वेळा आता मला एक विचारायचं आहे की आता बऱ्याच वेळा काय होतं ना की फार छान पद्धतीने सादरीकरण होतं, की जसे आपले अ, जे जुना इतिहास आहे त्यांच्यावरही चित्रपट बनतात, ते कुठल्या ना कुठल्या पुस्तकातून ते घेतात. मग काय होतं ना की त्यावेळेस ते त्यांची मेहनत, त्यांचे अ, जे एफर्ट्स आहेत ते नाही बघत लोक आणि लोक काहीतरी त्याला वेगळंच अ, प्रकरण वळण देतात की भावनिक अ, आमच्या भावना दुखावल्या गेल्या, धार्मिक भावना दुखावल्या गेल्या.
हं. हो. हां. हां, हां. हां, हां, हां, हां, हां. असं होतं, असं होतं.
तर हेही प्रकार फार बघायला भेटतात.
हां, हां. ते आता ते कसं अ, व्यक्ती आणि ते अ, काय म्हणूयात समाज आणि अ, हां, अ, ते जरा ते त्यांनी ते खरंतर बोलून घ्यायला हवं. आपण मध्ये बोलून खरंच चालणार नाही ते. ते आपापसात त्यांनी ते मिटवावं असं मला वाटतं. कारण अ, खूप अ, जास्त हां, ते टेक्निकल खूप आहेत ते. कोणाच्या भावना कशावरून अ, हे करतील माहिती नाही. कारण अं, जोधा अकबर म्हणा किंवा तो अ, शाहिद कपूरचा एक सिनेमा आला होता तर अ, अ, पद्मावत, ते सगळे जरा कॉंट्रोव्हर्शिअलच ते सब्जेक्ट होते खरंतर. म्हणजे आपण त्याच्यावरती काही बोलू नाही शकत, असं मला वाटतं.
समीकरण स सा सारखं नसतं. कारण की ते दिग्दर्शकाचा दृष्टिकोन असतो ना. पद्मावत. <chuckles> अगदी बरोबर. नाही, नक्कीच. फार छान वाटलं. अन् फार एवढी सुंदर माहिती दिली तुम्ही. खरंच मला फार आवडलं तुमच्याशी बोलून आणि पुन्हा बोलायला आवडेल. तुमचं खरंच मनापासून आभार.
येस. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच. मी पण पुन्हा अ, <chuckles> तुमची वाट बघेल गप्पा मारायला. धन्यवाद.